कुरडई राहते. ह्या ब पदार्थाला कुरडई म्हणतात.
त्याला कुरडई म्हणतात परदा पदार्थाला कुरडई म्हणतात. पापडाचाच प्रकार आहे तर त्याला काय असतं की गहू भिजत घालावे लागतात.
अच्छा, अच्छा. हो, हो.
एक रात्रभर गहू भिजवतात आणि नंतर ना काय करायचं रोज जवळ 3-4 दिवस रात्री पा पाणी घालायचं सकाळी दिवसभर ते तसंच ठेवायचं, सकाळी पुन्हा उपसायचं. परत दुसरं पाणी रात्री बदलायचं रात्रभर राहू द्यायचं सकाळी, असं 3-4 दिवस ते करायला लागतं आणि आम्हाला काय माहिती नाही काय करतायत वगैरे.
हो, अगदी बरोबर. हां, हां. हं, हं. हं, हं.
नं दोन दिवसानंतर एक विचित्र असा वास यायला लागला घरामध्ये.
हं, हं. हो, हो, कुंबट व
आम्ही म्हटलं छी! कसला आवाज येतोय छी! कसला वास येतोय याचा, कसा वास येतोय? असा कसा वास येतोय? तर आम्हाला सगळे अ, सगळे आता म्हणजे आमची आईच ओरडायला लागली, "ए गप बसा तुम्ही कारट्यांनो तुम्हाला काही माहिती नाही तर वो बोलू नका आणि बोंबलू नका, गप बसा."
हं, हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. <chuckles>
कारण ते गहू जे आहेत ना ते फर्मेंट होतात आणि तो फर्मेंट हो, त्याला सगळीकडे फर्मेंटेशनचा वास होतो कारण तो गहू एकदम मऊ होतो ना.
हं, हं. म्हणजे त्याचा वास हां ते अ, हां, हां, त्यां त्याचा वास येतो. हो, हो.
आणि त्याचा मऊ झाला तरच त्याचा जो स्टार्च आहे तो निघतो आणि त्या स्टार्चपासून एक्चुअली ही कुरडई बनवली जाते.
हं, हं. अच्छा.
मग ते चौथ्या किंवा पाचव्या दिवसापर्यंत घरभर एवढा वास झाला होता की आम्ही म्हणायचो, "आम्हाला इथे राहायचंच नाही, तू घरी चल, आम्हाला इथे राहायचंच नाही." म्हणजे एवढी आम्ही वैतागलो होतो ना तिच्यावर, की "शी कसला वास येतोय" रा दिवस-रात्र तोच वास येतोय घरामध्ये. "नको, नको, नको." तरी आजी बिचारी रात्रीच्या धूप-बीप करायची की वास चांगला राहावा घरामध्ये म्हणून. ती आजी वैतागलेली, "सांगितलं होतं तुला मी घरी बनवू नकोस हे मुलांना नाही आवडणार." तर आई म्हणते, "त्यांना काय खायला बरोबर येतील सगळे." म्हणजे आईचं आणि आजीचं एक सततच त्यांचं चाललं होतं. तर चौथ्या का पाचव्या दिवशी ना ते भिजवलेले सगळे गहू असतात ना
असं आहे का? हं, हं. बरोबर. हं, हं. हो. हो, हो. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हो, हो, हो. हो.
त्यांना कांडावं लागतं किंवा मिक्सरला. आता मिक्सर तर तेव्हा एवढे काही मोठं हे नव्हतं लहानपणी आमच्या फॅड
काय करावं लागतं त्याला?

भयानक वास. <laughs> सळो की पळो करून सोडलं होतं. आम्ही म्हणायचो आम्ही त्या दुसऱ्या आज्जीकडे जातो झोपायला आम एवढा म्हणजे वास तो सहनच होत नव्हता. कारण आपल्याला ना त्या वासाची सवय नसते एक आंबटसर वास येतो फर्मेंट होतं हो ते शेवटी कसं माहितीये ना आंबतं.
हां, हां. <chuckles> अच्छा. हं, हं. हां, हां. जा अच्छा. हां, हां. हो, हो, हो.
आपला 2-3 दिवस जरी अ, व ह्याच इडलीचं पीठ जर राहिलं तर त्या आंबल्यावर कसा वास यायला लागतो एक वेगळाच. तर हे तर गहू आहेत.
हां, हां. हो, हो, हो. मी पाहतो आमच्याकडे ना ट टँकर येतात ना याचे गव्हाचे टँकर येतात ते ह्याच्या अ, बीअरच्या त्यांच्या गाड्या ब अ, कंपनी आहेत ना त्यांच्यासाठी. हां, हां. त्याचा वास मग तसाच असेल.
बरोबर. हां, बरोबर. आता कसे बोललात तुम्ही, येस. म्हणजे तशी तीच प प्रक्रिया ॲक्चुअल दारूसाठी म्हणजे बिअर वगैरे करण्यासाठी ती वापरली जाते प्रक्रिया फर्मेंटेशनची. पण आपल्याकडे ह्या गावी जर बघाल ना तर ही फर्मेंटेशन घरात करून अशा प्रकारे ज ज्या कुरडया आहेत ह्या तयार केल्या जातात त्या चिकाच्या.
अच्छा. हं, हां. मग त्या कुरडया जळाल्या मिळाल्या का खाली लागतील, आता एवढं मोठं हलवायचं म्हटल्यानंतर काय नेमकं झालं बरं?
नाही, नाही, नाही, नाही, नाही. नाही. त्याला खूप काळजी घ्यावी लागते ते जळावी लागत नाही, पण त्याच्यानंतर मजा काय असते माहितीये त्या 2-3 दिवस सुकवायच्या असतात. मग आम्हाला ढाब्यावर चढवतात. ढाबा म्हणजे जे अ, एक प्रकारचं ना फ्लॅट तुमचं जे सिलिंग असतं, वरच्या बाजूला आणि तिथे भरपूर जागा असते. मग तिथे तुम्ही भरपूर गोष्टी वाळत वगैरे घालू शकता. मग आम्ही मजा आमची मजा की वर चढा, घराच्या वर चढा टॉपवर चढा आणि वर सगळं वाळत घाला. आम्ही वरच दिवसभर तिथेच मजा करत बसायचो. खूप मजा यायची ती.
हां, हां. अच्छा. हं, हं. हो, हो. हं, हं. अरे, वाह! खूपच सुंदर. <chuckles> <chuckles> अच्छा-अच्छा. खूपच छान. तर मग आजकालची जी त रेसिपी आहे, ती म्हणजे आणि जुनी रेसिपी ह्याच्यामधला काय बदल आहे बरं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आजकालच्या रेसिपी ज्या असतात अन पहिल्या? हं, हं.
खूप. मी सांगू तुम्हाला आजकाल आहे ना भरपूर इन्स्टंट भरपूर इन्स्टंट रेसिपीज आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही जी काही मी तुम्हाला म्हटलं की गव्हाचा स्टार्च काढून जी बनवण्याची जी म्हणजे एकदम ऑथेंटिक पद्धत आहे ती आजकाल वापरली जात नाही. आज तुम्हाला रेडीमेड गव्हाचा स्टार्च मिळतो <clears throat> सॉरी.
हो, हो. अगदीच, अगदीच. हं, हं. हो.